अ, अगदीच अ, कसं झालेलं की आपलं एक अ, बोलतात ना की माझं 12th जिथं झालेलं, ज्या कॉलेजमध्ये मी होतो. जर मी माझ्या कॉलेजच सांगतो, तर एक फ्रेंड सर्कल तो नवीन झालेला आणि त्यानंतर आहे ना, माझे मार्क्स मला पर्सेंटेज वगैरे चांगले आले. तर त्यानंतर एका चांगल्यानंतर एक हाय फाय अ, कॉलेजमध्ये माझं अ‍ॅडमिशन झालं. तर मी थोडंसं एक अ, एकदमच मिडल क्लास फॅमिलीचा मुलगा होतो. त्या त्या काळात तरी आणि त्यानंतर जसं मी त्या हाय फाय कॉलेज त्यांचं राहणीमान आणि अ, ज्या पद्धतीचे ते ब्रँड्स वगैरे वापरायचे ते लोक, तर माझ्यासाठी खूप नवीन होतं कारण की मी त्या थॉट प्रोसेसमध्ये होतो ना जिथं हा Nikeचा शूज हा जो 5,000चा घालतोय ना त्याच्यामध्ये मी आहे ना काहीतरी असेच 5,000चे आहे ना 5 शूज घेऊ शकतो 1,000, 1,000 रुपयाचे याने मी घालेल. तर अ, मी त्या
हो ना. अहो. बरं. हो, हो. हां. हं. हो. हो, महिन्याभराचा किराणा चालतो त्यात. हो, कित्येक लोकांचा. हो.
हां, म्हणजे मी त्या माइंडसेटचा मुलगा होतो आणि मग त्या लोकांमध्ये त्यांचे कपडे प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रँड वगैरे बोलणं, हे 12वी पर्यंत, माझ्या 12th पर्यंत नाही झालं. पण जेव्हा मी फर्स्ट इअरला गेलो आणि त्या लोकांमध्ये आहे ना आणि बोलताना कसं असतं ना की मी ज्या सोसायटीमध्ये येतो ना माझ्या आजूबाजूला कुणी इंग्लिशमध्ये बोलायचंच नाही. आणि एकतर जे काही कन्व्हर्सेशन व्हायचं माझं ते मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये. इंग्लिश वगैरे जरी कॉन्व्हेंट स्टुडंट होतो बट असं कधी बोलण्यामध्ये आलं नाही. ते नावाचंच कॉन्व्हेंट होतं.
हो. हां. बरोबर. हो, हो. हो, हो. हो, वातावरणच अ, जरा वेगळं असल्यामुळे तसंच व्यक्ती शिकतो ना? हो, हो. अगदी बरोबर. हो.
तसं होतं. तर मग जसं मी त्या कॉलेजमध्ये गेलो, इतकं हाय फाय, प्रत्येक व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलतोय, प्रत्येक अ, व्यक्ती अ, छान कपडे त्यांचे असं नाही की आपण ही परफ्यूम युज नाही करत, पण आपल्याला ते परफ्यूम्स पण माहिती नव्हते की जे ते युज करतायेत. आणि त्यांची बोली भाषा, कारमध्ये यायचं. असे मोठमोठ्या गाड्यांमध्ये यायचं. तेव्हा आहे ना कधी असं वाटलेलं मला स्टार्टिंग स्टार्टिंगला की आहे ना मी यांच्यामध्ये बसत नाही. मी स्वतःला खूप एकटं फील करायचो. स्टार्टिंगचे काही डेज होते ना तर मला असं वाटत होतं की मी नाहीये ह्यातला. हे आहे ना कदाचित मी माझ्या ऐपतच्या बाहेर कुठेतरी आलोय. असं तो जो हं.
बरोबर, हो. हां. हो. हं. बरं. बरं, मग अशा वेळेस ना, तुम्ही कधी असं म्हणजे काही डायरी लिहणं किंवा तुमच्या जुन्या मित्रांना मेसेज करणं किंवा असं संध्याकाळीचा असा वेगळा रुटीन की जेणेकरून तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुम्ही स्वतःशी कनेक्ट करू शकले किंवा तुम्हाला ना म्हणजे असा चान्स भेटला की चला, म्हणजे माझा दिवस गेला हा असा कॉलेजमध्ये पण माझ्या मी मित्रासोबत मी मेसेज करू शकतो, मी फोन करू शकतो किंवा डायरी लिहणं. अशा काही पद्धती किंवा अशा काही गोष्टी तुम्ही सुरू केल्या का की जेणेकरून त्याचा उपयोग झाला तुम्हाला?
हं. हं, हं.

अगदीच ना. बघा शेवटी आपण माणूस आहोत आणि आयुष्यामध्ये अ, असं कधीच होत नाही की आपण नेहमी लोकांमध्ये असतो किंवा नेहमी हॅपी असतो. कधीतरी आपल्याला असं होतं ना की नाही यार आज थोडं लो फील करतोय आणि जेव्हा आपण थोडंसं लो असतो, अ, माईट बी एनर्जेटिकली आपण लो असू शकतो किंवा एखाद्या व व्यक्तीने आपल्याला काहीतरी बोललं आहे आणि त्या गोष्टी, त्या हर्ट झाल्या आपल्याला आणि त्या विचारांमध्येच आपण जेव्हा असतो, तर मग तेव्हा आपल्याला थोडं ते एकटेपणा वाटतो. आणि असं बऱ्याचदा होतं आणि माझ्यासोबत आजही होतं, म्हणजे नेहमी होतच असतं, कारण की काय होतं ना की एखाद्या गोष्टीचा कधी अ, मी स्टार्ट असं करेल की घर घरच्या लोकांपासून करेल की अ, घरात जर मनातल्या गोष्टी जशा नाही झाल्या, तर मग आपल्याला असं कुठेतरी असं वाटतं की "का हे लोकं असं करतायत. घरचे असूनही समजून घेत नाहीये." आणि मग तेव्हा असं वाटतं की अ, यार किती सोप्पं आहे ना आयुष्य, कशाला तुम्ही कॉम्प्लिकेटेड करताय. बाहेरचे तर करतच आहे, तुम्ही पण करताय. मग तेव्हा असं कुठेतरी एकटं वाटतं आणि मग जेव्हा मला एकटं वाटतं बघा माझ्या काही फनी प्रकारच्या गोष्टी मी करतो म्हणजे की तुम्हाला हसायला येणार.
बरोबर. हो. हो. हो, वाटतं. हां, हां. हो. हो सांगा. हंम्म. समजून घेत नाहीयेत. हो. हो. हम्म. अगदी बरोबर. म्हणजे कसे, सांगा बरं काय, कुठल्या प्रकारच्या फनी गोष्टी?
मी झोपतो. मला एकटं वाटलं ना तर मी झोपतो. मी झोपून घेतो. मला असं वाटतं ना की काय माहिती आहे का, अ, ड अ, डायरेक्ट झोपायचं. काही कुठला ताण वगैरे घ्यायचा नाही आणि झंझटपासून लांब म्हणजे ते काय आहे ना, काय म्हणजे करायचं काय आहे? कशाला कोणाचा त्रास घेता. ते एक माझी पद्धत आहे, की डायरेक्ट मी झोपून घेतो म्हणजे डिपेंड करतं की काय झालं. जास्त अ, हर्टचा पण एक प्रमाण असतो ना आपला. इतकंच हर्ट झालं, नाही-नाही आता हे थोडं जास्त आहे आणि खूप जास्त. तर कधी आयुष्यामध्ये असं काही असेल की बाबा, घरच्या किटकिटीमध्ये तर झोपून घेणं हा एक अ, सिंपल पॅटर्न आहे बट जर असं कुठेतरी हर्ट होतं, काय झालं, तर जेव्हा मला लोनली फील होतं देन माझ्यासाठी म्हणजे ते नेहमी मी करणारी गोष्ट असते, ती माझे मित्र.
हां, मग छान वाटतं तुम्हाला तसं? हो. झंझटपासून थोडं, लांब. हो. हं. हो. हां. हं. बरं. हो ना. हो. बरोबर, हो. हां.